बघा ना, माणूस म्हटलं ना, त्याचे वेगवेगळे प्रा पात्र आले, ते कसं तयार करतो ते झालं. आपण म्हणतो ना प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, ते विचारामधून वेगवेगळ्या प्रकारचे पात्रं तयार होतात. मग मला एक सांगा असं एखादं पात्र तयार करताना, तुम्ही नेमकं असं काय पाहिलं? किंवा काय विचार करता?
अ, जेव्हा आपण कोणची कहाणी, कथा किंवा काहीही बनवतो, तेव्हा पात्र जोडणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्या पात्रां पात्रांना पण एक लय, एक अं, अ, म्हणू शकतो ना, एक मानवीय विचार देणं खूप गरजेचं असतं. आता तुम्ही बघितलं असेल, आत्ता मूव्ही आली "धुरंधर." त्याच्यामध्ये तो रहमान डकेत झाला, जो फेमस अक्षय खन्नाचा रोल आहे. त्याच्याबद्दल आपण बघतो, पण त्यांनी कधी रेह असली रेहमान डकेत नाही बघितला. पण त्यांनी ते पूर्ण निर्माण केलं. तर मला असं वाटतं, जेव्हा तुम्ही कुठलं पात्र तयार करतात ना, त्याची भावनिक संरचना, त्याचं बोलणं, त्याची वागणूक, त्याचं असं अ, भारी जायला पाहिजे ना, की लोकांना असं वाटलं पाहिजे, की तो खरंच होता, ते खरंच आहे. किंवा अ, तुम्ही कधी इथलं ऐकलं शक्तिमान बघितलं असेल, तर शक्तिमानचा जेव्हा कॅरेक्टर निर्माण झाला तेव्हा, त्यांनी काही असं काही नाही केलं की खूप मोठी गोष्ट केली होती. त्यांनी फक्त एवढं केलं, की जेव्हा तो पात्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा त्यांनी एक असा पात्र निर्माण केला ज्याच्यामध्ये भावना होती, ज्याचे संवाद छान होते, ज्याचा व्यक्तित्व छान होतं. आणि म्हणजे कसं, पात्र निर्भर करतो. तुम्ही पात्र अ, हिरो निवडताय, की व्हिलन निवडताय? आणि जेव्हा तुमचा पात्र सुरू झाला अ, बनायला, तेव्हा काय असतं ना, जेव्हा पात्र सुरू होतं ना बनायचं, तेव्हा तुम्हाला त्याचा अ, अर्थ, तथ्य आणि त्याचे काम हे अ, साधून त्याची पात्रता किंवा त्याच्यामधलं व्यक्तित्व हे निर्माण करण्यासाठी तत्पर राहायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असे पात्र बनवतात ना, तेव्हा तुमच्यासाठी तुमची जी कथा आहे, कहाणी असते, ती खूप छान होते.
हां, हां. बरोबर. हो. हां, हां, हां. हो. हां, हां, हां. हो, हो, हो. हां. हां, हां. हो. बरोबर. हां, हां. हो. बरोबर. हो. बरोबर. हो. अगदी बरोबर. हो, बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही. बरं मला असा एखादा अनुभव आहे का तुमचा की तुम्हाला तेव्हा एखाद्याचं पात्र अ एक तयार करताना एक तुम्ही काय-काय विचार केले किंवा मग तुम्हाला एखाद्याचं पात्र आवडलं, मग तुमच्या मनात नेमकी कोणत्या भावना निर्माण झाल्या त्याबद्दल काही सांगू शकाल?
अ, मी तुम्हाला सांगतो मला ना कहाण्या लिहिणं आणि कहाण्या ऐकणं खूप छान वाटतं. तर मग अ, तुम्ही म्हणू शकता मी पहिले कहाणी ऐकायचो. आता आत्ताही ऐकतो, पण त्या कहाण्यांमधनं, त्या पुस्तकांमधनं मला एवढं समज येतं, की जेव्हा तुम्ही कोणता पात्र निर्माण करायचा, त्या पात्रासाठी तुम्हाला अ, अगदी कोणचे कोणचे अ, तथ्य, कोणचे मानक दंड हे वापरायला पाहिजे. म्हणजे कसं, की त्याचा व्यवहार कसा? त्याचा वागणूक कशी? अगर तो हिरो आहे, तर त्याच्यासाठी काय आपल्याला केलं पाहिजे आणि का? पात्र कोणच्या गोष्टीसाठी आहे किंवा असं असतं ना, की जेव्हा आपण एक पृष्ठभूमी निर्माण करतो, पहिले आपण एक कहाणी अ, विचार करतो, एक आयडिया असतो आपल्याकडे, मला एक अशी मायथॉलॉजी लिहून घ्यायची आहे, की ज्याच्यामध्ये ना असं असेल आणि 1 राजा असेल त्याची 5 मुलं असणार, मग त्यात 3 मुलं अशी असणार. तर ते तुम्ही पहिले एक असं पृष्ठभूमी तयार करून घेतात. तुमची पृष्ठभूमी तयार सुरू झाली, तेव्हा तुम्ही पात्रांचं वर्णन आणि त्यांच्या वागणूक, त्यांची काय, काय त्यांचं युनिकनेस आहे, त्याच्यावर कामं सुरू करतात आणि जेव्हा ही कामं नेमकी सुरू होतात ना, तेव्हा तुम्हाला माहिती पडतं, अच्छा मला ह्याचं असं असं करून घ्यायचंय, तर मग माझ्याकडे एक उदाहरण असं आहे, की जेव्हा मी अ, एक पुस्तक लिहिण्याचा बद्दल कामं करत होता.
अ, हां. अरे वाह! हां, हां. हो, हो, हो. बरोबर. हां, हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां. हो, बरोबर. हां, हां, हां.
तर तेव्हा मी एक असा पात्र तयार केला, ज्याच्यासाठी मला अ, त्याला हिरो करायचा होता.
बरोबर.
तर जेव्हा ते पात्र मी तयार करत होता आणि अ, जेव्हा मी त्या पात्राची सुरुवात केली, तर मला हे समजमध्ये आलं, त्याला मला एवढं मोठं बनवायचंय, की विलन जरी त्याच्या समोर आला, तर तो खूप मोठा राहणार. म्हणजे कसं? रावणाच्या समोर कितीही काहीही झालं असेल, पण जेव्हा रामजीचा एकच बाण चालला, रावण गेला.
हो. बरोबर.
तर मला असं एक पात्र निर्माण करायचं, जसं व्यक्तित्व तुम्ही म्हणतात ना, तुम्ही पात्रामध्ये काय-काय बघू शकता? तर पहिले व्यक्तित्व बघायला पाहिजे, की त्याचं व्यक्तित्व मला असं मला मांडायचं आहे की तो अ, रामासारखं व्हायला पाहिजे. मला त्याच अ, युद्धक्षेत्रामध्ये अ, एवढी प्रचिती द्यायची की त्याचं युद्ध अर्जुनसारखं झाल पाहिजे. म्हणजे तुम्ही या यात मग एक्झाम्पल सेट करून घ्या की तुम्हाला कोणच्यासारख काय-काय हवं आहे, तर मग त्यांना मिळवून तुम्ही एक पात्र निर्माण करू शकता. जो हिरो म्हणतो त्याला आपण, तो हिरो होतो. पण नेमकं कसं असतं ना, कधी-कधी तुम्हाला असंही वाटतं की अरे यार! इथे आपण चुकलो वाटतं. मग त्यामुळे तुम्ही आपण आपले पात्र अ, पात्राची पात्रता किंवा त्याचं डिझाइन पुन्हा करू शकता आणि मग त्याला अजून छानपैकी सांगू शकता आणि त्याला बदल घडू शकता त्याच्यामध्ये.
हां, हां. हो. हां, बरोबर. <laughs> हो, हो. बरोबर. हां, हां. बरोबर. ओह. हो. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही. की एक पात्राची एक पात्रता ठ कशी ठरवायची आणि वि कोणकोणते विचार तुम्ही करतात? खूप छान सांगितलं. तर, मला सांगा अ, तुम्ही पात्राची मनोवृत्ती म्हणजे आपण म्हणतो ना मोटिवेशन. मग अ, आधी अ, असं ठरवता का? की अ, त्याची बाह्य रूपरेषा जी असते म्हणजे, म्हणतो ना आपण की वय काम असतं व्यवहार म्हणजे अ, यापैकी आधी काय असं काही ठरवतात का?
अ. मलाच अ, जेव्हा मी सुरुवात केली होती आणि माझं असं होतं की मला त्या अ, जो माझा पात्र होता हीरो. त्याला मोटिव्हेट करण्यासाठी एक मित्र दिला होता, मी.
हो, हो, हां, हां. अच्छा.
म्हणजे कधी त्याला त्रास झाला काही झालं, आहे तो सेल्फ मोटिवेटेडचं. का की अ, जेव्हा तुम्ही कोणची कहाणी या कथा लिहितात ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक असा पात्र निर्माण करायला पडतो, जो कहाणीला हलकं-फुलकं मजाकमध्ये घेऊन जातो. आणि तो असतो नेमका मित्र अ, आणि, आणि, वादविवाद झाले नाही तर, मग कहाणी कसली? ठीक आहे. तर, तुम्ही म्हणून शत्रू आणि मित्र आणि हिरो निर्माण करून घेतात की हो, आता ही कहाणी थोडी सुरळीत चालणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही पात्र निर्माण करतात. आणि मला असं वाटतं जेव्हा
हो, हो. हो, हो, हो. बरोबर. हां, <laughs> हो. बरोबर.
तुम्ही ती कहाणीची हर एक अ, ची पायरी बघून घेता. त्याच्यातले हर एक डायलॉग, हर एक कथन हे वाचून घेतात. तेव्हा तुमचा जो अ, पात्र निर्माण होतो तो खूप छान होतो. का की जेव्हा तुमची अ, कहाणी खूप छानशी बनली आहे तर, मग तुम्हाला ते पात्रचे डायलॉग म्हणा किंवा ते पात्रचे आतमधले असं अ, त्याची एक छोटी-छोटी पाऊल त्याची वागणूक. म्हणजे, कसं, की भांडणं झाली तर, मग तो काय डायलॉग देणार आहे? भांडणं झाली, मग त्याचे काय इमोशन राहणार आहे? आईशी संवाद होतोय, तो किती प्रेमाने बोलतोय, बाबांशी संवाद होतोय, तो राजकीय कारणामध्ये कसा लागलेला आहे. तर, ही सगळी प्रचिती आणि ही सगळी माहिती करूनच तुम्ही कसा पात्र निर निर्माण करतात. ज्याने तुमचे स्वतःचे मोटिवेशनला धक्का नाही लागला पाहिजे. तर, यार मी चूक केली का भान अ, याला बनवण्यामध्ये, का की मानवचं काम काय आहे? तो परफेक्शन नाही घेऊ शकत. पण, त्याची कन्सिस्टन्सी मॅटर करते ना. मग त्या कन्सिस्टन्सीला हातात घेऊन मग पुढे वाढायचं आणि मग समजून घ्यायचं की अच्छा हे मी असं केलेलं आहे, तर मला असं पुढे करता ये येणार आहे. तर, मग त्या हिशोबाने तुम्ही एक पात्र आणि त्याची इच्छा अशी निर्माण करू शकता का की तुम्हाला एक असा व्यक्तित्व निर्माण करून द्यायचा आहे, जो तुम्ही नाही स्वतः तो बोलायला पाहिजे. तर, मग त्या हिशोबाने तुम्ही त्याला सर्व मानवासारखं, एकमेकांना असं साथ द्या, की म्हणजे त्याचा राग किती व्हायला पाहिजे? तो त्याच्या आईशी कसा वागायला पाहिजे? त्याच्यात ना पूर्ण असं संदर्भ त्याला साठवून द्या. का की ते कलाकार म्हणजे तो जो पात्र आहे तो अ अविस्मरणीय झाला पाहिजे.
हां, हां, हां. हो. हो, हो, हो. हो. ते तर आहेच. बरोबर. हो. हां, हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां. खूप छान. तर अ, मला एक सांगा की आपली जी पात्रला, जी पात्रता असते जी पात्र असतात त्या पात्राला अशा सत्य बनवण्यासाठी तुम्ही कोणत्या छोट्या-छोट्या असे तपशिलांकडे लक्ष देता, जसे बोलण्याची लय म्हणा किंवा मग खाण्याची सवय आणि घराचे स्वरूप इत्यादींपैकी काही सांगू शकाल?
भावनिक दृष्टिकोन
हां, हां.
हा सर्वात मोठी गोष्ट असते, त्या एक पात्रामध्ये जेव्हा तुम्ही त्या पात्राला भावनिक दृष्टिकोन देतात ना, तर तो पात्र छान मोठा होतो. कसं असतं ना जेव्हा तुमची भावनिक पात्रता त्या म अ, पात्रामध्ये तुम्ही भेट अ, दिली तर तो काय करतो ना, तो आपल्या छोट्या-छोट्या प्रसंगाला त्या भावनिक दृष्टिकोनानेच बघतो. जसं मी तुम्हाला म्हणाला कधी की जो अ, माझा पात्र राहणार आहे तो हिरो आहे. तर हा जो माझा पात्राला रोल प्ले करून घेतोय, या मग कुठलाही काही प्रकार आहे तो मात्र त्या हिरोइझम बरोबरच वागेल. त्याची अ, मग त्याची ती अ, बोलणी असेल किंवा त्याच्या अ, फेसचा एक्सप्रेशन असणार आहे. तो तसाच राहील आहे जसा मी त्याला सांगून ठेवलेलं आहे की तुला आठवण ठेवायचं आहे, की हा कधी हरला नाही. आणि मग नेमकं कधी तुम्ही त्याला सांगितलं की आता हा हारलाय तर तुम्हाला तो पात्र स्वतः म्हणणार की "अरे यार हा तर आत्तापर्यंत हारला नाही." तर मग तुम्हाला त्या नॅचरल इमोशन्स भेटतील. आणि तेच ते पात्राला अ, असं बनवतो ज्याच्यामध्ये तुमचे श्रोतागण किंवा जो ऑडियन्स बेस असतो, त्यांच्याबरोबर कनेक्ट होऊन जातो. तर मला असं वाटतं जेव्हा तुम्ही ती भावनिक पात्रता देतात किंवा असं म्हणू शकतो आपण की जी तुम्ही त्याला बोलण्याची पद्धत झाली की अ, एक अशी सवय देतात त्यामुळं ते असं म्हणतो ना की तुम्ही त्याला असं पूर्णपणे तो एक मातीचा गोळा असतो
अच्छा! हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. हां. <chuckles> बरोबर. हो. हो.
त्या मातीच्या गोळ्याला तुम्ही मस्तपैकी आकार देऊन त्याला छान करतात. तो आकार म्हणजे त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं एक अ, अ, काय म्हणतात त्याला एक शिकवण आहे. की त्या हिशोबाने तो कामं करू शकतो.
हो. बरोबर. तर अ, एक मला एक सांगा की इतरांसाठी किंवा मग जे आपले अ, इतर लोकं आहेत त्यांच्यासाठी, असं म्हणजे ते ना अ, त्यांचं असं पात्र म्हणा किंवा मग असं काही तयार करताना पात्रांचं तर अ, त्यांना नेमकी काय करायला पाहिजे? कोणकोणते उपाय असे सोपे सोपे असे टिप्स वगैरे काही सांगू शकाल?
अ, सर्वात प्रथम तुम्ही रिसर्च करून घ्या की तुम्हाला एक्झॅक्ट कसा पात्र पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे आणि अ, प्रयत्न करा की पहिले तुम्ही ऐकून घ्या कहाण्या किंवा पाहून घ्या की तुम्हाला कोणता नेमका झोन या झोनरमध्ये तुम्हाला कहाणी बनवायची आहे. तुम्हाला हॉरर करायची आहे, मायथॉलॉजीमध्ये करायची आहे, एडव्हेंचर स्टोरी लिहायची आहे. त्याच्यावर ही तुम्ही खूप काही निवडू शकतात की आपल्याला एक्झॅक्ट असं हवं आहे, याच्यावर कामं करायची आणि असंच मला वागायचं आहे. तर त्यामुळे तुमचा पात्र निर्माणपण खूप असा साधा आणि सोप्प होतो. आता मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही एक कहाणी लिहिणं सुरू करता, तर तुम्ही एक आयडिया सुरू करतात. पण त्या आयडियाच्या इर्द-गिर्द काय-काय टप्पे असणार आहे, त्याची आपण अ, जाणीवच करत नाही आणि पटकन लिहायला बसतो की अरे रायटिंग इज द रायटिंग तर खूप सोपं आहे. मी होऊ शकतो. ही पहा माझी 4 पेज तैयार झाली माझी कहाणीची. पण कहाणी कधी 4 पेजच नसते ना, कहाणी तर, कहाणी तर 600-700 पेजच असते, एवढी आणि छोटीही असली तर जास्तीत जास्त 300 पेजची असते. मग तुम्हाला ते 300 पेजची परिक कल्पना लावूनच ती कहाणी लिहा. मग त्याच्या संदर्भाला निर्माण करून घ्यायला पाहिजे. का की काय होतं ना की जसं आपण, अ, अ, विचार करतो, नाही मी हे करू शकतो पण आणि नेमकं सोपं असं आलं की, "अरे! तू हे करूनच नाही पाहिलं", तर मग तुम्हाला त्रास होतो. तर त्या क्षणी तुम्ही फक्त एवढं विचार करून घ्या की "अरे! मला ना ह्या छोट्या-छोट्या प्रॅक्टिस कल अ, प्रॅक्टिकल प्रॅक्टिसेस लावायला पाहिजे." ज्याच्यामुळे मी 10 वाक्य अ, बॅकस्टोरीचे पात्र आणि म्हणजे कसं, पहिले रूपरेखा तैयार करून घ्या त्या कहाणीतली किंवा त्या प अ, तुमच्या पुस्तकाची, तर तुम्ही थोडंसं फार छानशी पुढे वाढू शकतात. मला असं वाटतं.
हां, हां. बरोबर. हो, हो, हो. हां, हां, हां. बरोबर. हां, हां. हो, हो. बरोबर. हां, हां. बरोबर. हो. हो. <chuckles> बरोबर. हां. हो. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. हो, हो, हो. हां, हां, हां. बरोबर. खूप छान, म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की एक पात्र तयार करताना तुम्ही नेमकं पहिलं काय विचार करतात? आणि इतरांसाठी तुम्ही छान छान उपाय टिप्स ही सांगितले, की त्यांनी पात्र तयार करताना काय विचार करायला पाहिजे, कोणती दक्षता बाळगायली पाहिजे. खरंच खूप छान सांगितलं आणि तुमचे चांगले अनुभव ही तुम्ही चांगल्या प्रकारे शेअर केले मांडले माझ्यासमोर खरंच मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि मला हो, नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला खूप आवडेल. खरंच तुमचे मनःपूर्वक आभार आणि खरंच खूप खूप धन्यवाद.
मला पण खूप छान वाटलं. नक्की. खूप खूप धन्यवाद.